नाही. अ, कसं आहे, असेच अ, सामाजिक जे बंध आहेत, त्या अशाच तर कार्यक्रमांमुळे म्हणा किंवा अशा प्रकारच्या देवाण-घेवाणीमुळे इतके छान होते आणि अ, त्यावेळेला माझं हे, ते तुझं, असा परके आप-परकेपणाचा भाव नव्हता कोणामध्येच.
हं. नाही. नक्कीच. हो. अ, ते ना मला एक आठवते. जसं की बघा आता आता तुमच्याकडे काय म्हणायचं माहीत नाही मला. असं डेक नावाचा प्रकार होता बघा त्यामध्ये पण जसं तुम्ही सुरुवातीला सांगितल ना एक तळहाताइतकी सीडी असायची ते रील्स वगैरे असं कधी व्हायचं का की गाणं चालू आहे ना मग मध्ये इथेच ते काहीतरी म्हणजे <humming> अशा प्रकारचं काहीतरी. <chuckles>
हो ना. हं. हां. हो, हो, हो. कॅसेट अडकली. <laughs> हो त्याला कॅसेट त्याला "कॅसेट अडकली!" म्हणायचो आम्ही. <laughs> आणि असं व्हायचं ते अ, हमखास व्हायचं आणि ना त्या अ, म्हणजे अ, वरती असं एक पुलीसारखं असतं जे अ, गोल फिरत असतं. त्याच्यामध्ये तो टेपचा रोल अडकायचा, आठवतंय का तुम्हाला? आणि तो अ, ती टेप मग अ, असं घ्यायचो, त्याच्यामध्ये काही करंगळी जायची नाही. मग अ, आपली जी पेन्सिल असते ना त्या पेन्सिल न अ, हळू-हळू, हळू-हळू हो, ते अ, करायचं आणि असं छान ते होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अ, सांगते मज्जा की एक असा ऑप्शन असतो की फास्ट फॉरवर्ड अ, बॅकवर्ड असं. हो रिव्हर्स असं. तर तेही म्हणजे छान वाटायचे ते ऑप्शन्स. आता म्हणजे अ, मॅन्युअल होतं ना आणि हे सगळं. असं ते एक बटन दाबलं की पटरर्रर्रर्र करत ते पाठीमागे जायचं किंवा पुढे जायचं, असं छान. <laughs> हो छानच वाटायचं ते.
हां. हो. हो, हो. हं. हो, हो. हं. हो. हो. हं. हांं. रोल करायचं. हं. हां, हां. आणि हां. हो, हो. रिव्हर्स. हां. हं. हं, हं. हो, हो. नक्कीच. आवाज. हो अगं अ, बरं अ, मला एक अ, म्हणजे विचारायचं होतं जसं की आता जसं आपण कॅसेट म्हटलं ना, तर ते कधी-कधी ना इतकी चालवून-चालवून खराब होऊन जायचं की म्हणजे पूर्ण ती कॅसेट असं रं-रं असं करून म्हणजे जसं काही आवाज नाही का म्हणजे लखवा मारल्यावर जसा व्यक्ति होतो हां. तर अशा प्रकारचं व्हायचं तर आमच्या लहानपणी आठवतंय की आम्ही त्या रिंगसोबत ना खेळायचो. तुमच्या घरी काय व्हायचं नेमकं?
हंं. हो. हो. <laughs> हो त्याचे ट्रॅक्स खराब व्हायचे ना. हो, हो ना. हो. हो, आमच्याकडेही. आम्हाला ते चकचकीत जी टेप आहे ना, ती अशी छान वाटायची. मग आम्ही त्याच्यानं बाहुलीचे जे केस आहेत ना ते बांधा. अ, त्याला रिबन म्हणून वापरायचो किंवा अ, त्याचीच बाहुलीला बाहुलीसाठी ते ओढणी म्हणून वापरा असतं अशा पद्धतीचे खेळ हो. आणि अ, मजा असायची किंवा कुणाचे तरी पाय बांधायचे असतील तर त्याचा वापर <chuckles> असं जे का टाकून दिलेले टेप्स असतात ना त्या त्याच्याशीही आम्ही खेळायचो. काहीही खेळत असायचो आम्ही. म्हणजे त्या टेप्सचा असाही वापर व्हायचा.
हं. हां. हं. अरे वाह! <chuckles> हो, हो. हं. <chuckles>